हो, हो. नक्कीच, अशी बरीच अ, गाणी आहेत आणि बनत आली आहेत, जी काळाच्या पुढची तर होतीच, पण अ, त्या काळात आपल्याला कदाचित समजली नाहीत. पण आजच्या काळात खूप जास्त अ, सगळ्यांना आवडत आहेत आणि आजच्या चवीला त्या अ, गाणं गाणी पुरत आहेत आणि सगळ्यांना खरंच एन्जॉयबल झाली आहेत गाणी.
हं. हां. बरोबर. हां. एन्जॉय होतात हां, मग तसं एखादं गाणं सांगू शकता का तुम्ही?
अ, अवघड आहे आठवणं, पण तरी मला एक आठवतंय हे गाणं. अ, एक अंदाज अपना अपना या नावाचा पिक्चर होता, ज्यात अ, ये रात और ये दूरी. म्हणून एक गाणं आहे. तर ते त्या काळात तो पिक्चरही एवढा गाजला नव्हता आणि ते गाणंही एवढं कोणाला माहीत नव्हतं. पण सोशल मीडियामुळे आणि अ, Instagramमुळे खासकरून ते गाणं पुन्हा सगळ्यांच्या समोर आलं आणि आता सगळे त्यावर रील्स बनवताना मी बघ
हं, हं. हो, हो, हो. ये रात और हे दुरी. बरं. हां. हं. रील्स बनवतात, बरोबर हां. तर मग अ
अजून एक गाणं आहे मला आठवत आहे. अ, आईसक्रीम खाऊंगी त्याचा एक ट्रेंडपण आला होता. आईसक्रीम खाऊंगी, कश्मीर जाऊंगी असं काहीतरी आहे. <chuckles> त्यावर नाचत आहेत सगळी लोकं आणि असं वाट
हां. सांगा. अरे वाह! सुंदरच. <chuckles> आणि रि लिरिक्स पण काहीतरी असं भन्नाट वाटतं आहे त्याच्यामध्ये.
अ, हो, भन्नाट आणि काहीच अर्थ नाही आहे खरं म्हणजे. पण अ, मला असं वाटतं आहे अरे, मी कुठे होतो हे गाणं आलं तेव्हा कारण 10-15 वर्षांपूर्वीचं गाणं आहे ते.
हां. हां, हां, अच्छा, अच्छा म्हणजे अ, कुठल्या म्हणजे आम्ही अ, 10-15 वर्षापूर्वीचं म्हणजे अग अगदी जुनं पण नाही आहे का ते?
हो, अगदी जुनं पण नाही आहे, पण ते अगदी हरवलेलं गाणं असल्यासारखं पुन्हा नव्याने अ, जिवंत होऊन सगळ्यांसमोर आलं आहे आणि सगळे जण नाचत आहेत आणि इतकं छान करत आहेत, की
हां. हां, म्हणजे त्याच्या बिट्स म्हणा किंवा काय त्यातले कंटेंट्स लोकांना भावत आहेत का?
हो, हो.

खूप जास्त. कारण मलाही कितीतरी जुनी गाणी आहेत 1960 या दशकातली किंवा 1970 या दशकातली. अ, खास करून हिंदी गाणी. जी मला अजिबात माहिती नव्हती तसं बघायला गेलं, तर मी लता मंगेशकरची गाणी एक स्वतःला ऑक्सिजन म्हणून समजतो, की त्याशिवाय मी जिवंतच नसलो असतो कदाचित. पण अ, तरी इतकी सगळी गाणी माहिती नाही आहेत.
अच्छा. हिंदी गाणी. हां. हो. खूप सुंदर. आणि त्यांचा आवाज पण एकदम गोड आहे ना म्हणजे एकदम असं सु हां.
खूप जास्त. आणि अ, त्यांची ही, ही, ही गाणी मला कशी काय माहिती नाहीये, असं मला वाटलं जेव्हा मला ती सोशल मीडियावर सापडली.
हां. अच्छा. म्हणजे आजकाल ती नव्याने येतायेत रिमेक होऊन त्याच्यानुसार तुम्ही म्हणताय. तर मग अ, हे आता ती म्हणजे रिमेक न करता, पण जुनी गाणी म्हणजे लोकांना ऐकू शकतो का आपण? म्हणजे, की म्हणजे असं ते आता सारेगमा कारवा वगैरे ते काही-काही ऑप्शन्स असतात बघा रेडिओमध्ये ते कलेक्शन्स असतात. ते एक असतं ना म्हणजे नवीन आलेलं आहे तंत्रज्ञान. मग त्याचा कितपत उपयोग होतोय असं वाटतं?
हो. नक्कीच. हो. नक्कीच. उपयोग होतो असं मला वाटतं, की जुनी गाणी बदलणं गरजेचं नाही आहे. पण ती जरी पुनरुज्जीवित झाली, परत लोकांच्या कानांवर पडली, तर असं नक्कीच होतं, की 10 पैकी 2-3 गाणी तरी इतकी जास्त परत पॉप्युलर होतात आणि लोकांना आवडू लागतात, की लोकं त्यावर नाचूही लागतात. म्हणजे काहीही बदल न करता त्याच अ, बीट्सवरती किंवा त्याच अ, सुरावरती लोकं अगदी ट्रेंड्स ही बनवतात सोशल मीडियावर.
हां. हां, हां. हां. हो, हो, हो, हो. एकदम. हां. बनवतात. नाचू शकतात. हां, म्हणजे आ, थोडक्यात त्यांना बरं वाटतं म्हणजे ती ऐकून जुनी गाणी म्हणजे जुन्या आठवणी त्यातून ताज्या होतात असं म्हणायचंय तुम्हाला. हां, तर अ
हो. आणि आठवणीच असतील आठवणी असतीलच असं नाही. कारण कितीतरी गाणी आहेत जेव्हा जी ती जी बनली होती तेव्हा आपण या जगातही नव्हतो. त्यामुळे आठवणी तर नाही आहेत, पण तरी आपण एक कुठेतरी रिलेट करू शकतो त्या गाण्यांना, कारण ती अर्थपूर्ण गाणी आहेत आणि त्यांची चाल आहे, बोल आहेत हे आपल्याला खूप जास्त अ, भावून जातात.
हां. हो, हो, हो, हो. हां.

हो, हो नक्कीच. आजकालच्या गाण्यांची तुलना तर जुन्या गाण्यांबरोबर करणंच अयोग्य आहे, असं मला वाटतं. कारण आजकालची गाणी तर थोडीशी अश्लीलताही आली आहे आणि काहीच अ, अर्थ नसलेली अ, गाणी आहेत निरर्थक आलेली गाणी आहेत असं मला वाटतं. अ, आजच्या पिढीला आवडतात ती गाणी आणि असं नाही की मलाही त्यातली काही गाणी नाही आवडत. पण अ, अशी नक्कीच काही गाणी असतात जी अ, अर्थपूर्ण तर असतातच पण त्या शब्दांची
हां. हां. हो ना, हां. हो, अ हां. पूर्ण असतात. हां, म्हणजे त्यातून काही अ, संदेश द्यायचा आहे म्हणजे तशी गाणी असतात?
हो, नक्कीच आणि एक अ, अर्थपूर्ण असण्याव्यतिरिक्त ते अ, त्या शब्दांची रचना म्हणा किंवा त्यातल्या भावना म्हणा किंवा त्याचे सूर म्हणा, इतके छान आणि वेगळे होते जुन्या काळातल्या गाण्यांमध्ये की ते पुन्हा-पुन्हा ऐकतच राहावं, असं वाटतं.
हां. हां. असं तुमच्या आठवणीतलं एखादं गाणं आहे का? म्हणजे त्याच्या भावना पुनर्जीवित होतात वगैरे, असं काही तुमच्या, डोक्यात गाणं आहे? म्हणजे ते खूप सुंदर आहे आणि त्यातून खूप भावना सांगायच्या आहेत किंवा खूप
हो, हो, 2-3 अ, गाणी आहेत, हिंदीच गाणी आहेत. <coughs> मला आठवतं आहे अ, TikTokच्या वेळेस माझ्यासमोर एक गाणं आलं होतं, "अपनी प्रेम कहानिया" म्हणून. 1970 या दशकातलं गाणं आहे ते आणि हो, हो, खूप जुनं गाणं आहे आणि मला माहितीच नव्हतं की हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलंय आणि इतकं सुंदर गाणं आहे. आजकाल तर मी ते रोज अगदी भजनासारखं ऐकतो. इतकं सुंदर गाणं आहे ते. त्याचबरोबर अजून हो, अगदी ते भक्तिगीत झालं आहे माझी रोजची प्रार्थना झाली आहे ते गाणं म्हणजे. पण अ, त्याव्यतिरिक्त अजून एक खूप अ, माहिती नसलेलं असं गाणं आहे, "मुझको ठंड लग रही है," ते थोडंसं असं, अ, दोघांमधली एक अ, थोडासा एक नॉटीपणा आहे त्या हीरो आणि हिरोईनमध्ये आणि दोघं खेळत आहेत.
बरं. अच्छा. जुनं गाणं आहे का ते? हो, खूप-खूप. हां. हं, हं, हां, भक्तिगीत, भक्तिगीत, हां, हां, हां. अच्छा. हां. अच्छा, अच्छा, म्हणजे? हो. हां, मग ते थंडी हवाये. अ, ते हां, हां.
हो, हो, ते तेही आहे. तेही खूप सुंदर गाणं आहे. पण अ, हे जे मी सांगतो आहे त्या दोघांमध्ये एक थोडीशी मस्ती, थोडंसं एकमेकांना चिडवणं ह ह्याचं गाणं आहे. त्यामुळे ते अ, पुन्हा येऊन इतकं जास्त ते फेमस झालं आहे गाणं की अ, खूपच मला आवडलं आहे.
हां, हां. बरं. अच्छा. खेळकरपणा आहे, हो. हां.